टेक्नॉलॉजी म्हणले ना की आपल्या अवती-भोवती अ, चालणारा एक असा संसार आहे जो आपल्याला दिसतो. आणि तो आपल्याबरोबर वावरतो आणि तो आपल्या अ, जीवनाचा एक अमूल्य भाग झालेला आहे.
हं.
तर तुम्ही मला सांगा. की आज जसं स्मार्टफोन आहे, तर अगर तो नसेल, तर तुमचा दिवस कसा जाणार?
हम्म. <laughs> नक्कीच, नक्कीच. पहा स्मार्टफोन नसेल तर नक्कीच दिवस चांगलाच जाईल. मला वाटतंय की आजकालच्या, <laughs> आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये, प्रत्येकाला एकच गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे आपला स्मार्टफोन. मला वाटतं त्या स्मार्टफोनमध्ये आपले इतके, गुंतलेलो आहोत किंवा मग त्यामध्ये आपण इतके त्याच्या आहारी गेलोत, की अगदी आपल्याला जेवतांनी म्हणा, झोपतांनी म्हणा किंवा मग ऑफिसमध्ये म्हणा स्मार्टफोन लागतोच. एक वेळेस आपण अन्नाशिवाय, एकवेळेस पाणीशिवाय तरी राहू शकतो. पण मला वाटत नाही की आपण स्मार्टफोनशिवाय 1 तास देखील राहू शकतो. नक्कीच मला वाटतंय की स्मार्टफोन ह्यामुळे भरपूर सारे असे लोक अ, नक्कीच. स्मार्टफोनचा फायदा आहे. परंतु मला वाटतं की स्मार्टफोनमुळे, त्याचे जे दुष्परिणाम हे देखील कुठेतरी जास्तच आहेत. नक्कीच मला वाटतं की स्मार्टफोनमुळे काय होत चाललंय, की जे घरामधलं संभाषण आहे ना, हे कुठेतरी होत नाही. घराघरामध्ये माणसं एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत नाहीत, त्यांना बोलत नाहीत. अगदी आता घरात कोणीपण आलं की मोबाईल घेतं आणि एक कोपरा धरून मग रात्रीपर्यंत तो मोबाईल बघत अ, जेवण करतो आणि तिथे झोपी जातो. मला वाटतं त्यामुळे काय झालं की घरा-घरामध्ये प्रेम, आपुलकी किंवा जे मग ते जिव्हाळा ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मला नक्कीच वाटतं की पहा न जर स्मार्टफोन नसेल, तर मग त्या गप्पा-गोष्टी, ज्या आपण मोबाईलवर मारतोत, ते कुठेतरी आपण प्रत्यक्षात मारू. आपण एकमेकाला वेळ देऊ, एकमेकाच्या सुखा-दु:खाच्या गोष्टी, एकमेकाच्या आपुलकीच्या, एकमेकाच्या जे काही मतं असतील किंवा काय आ गोष्टी असतील हे आपण ऐकून घेतो, तर मला वाटते घरामध्ये जो आनंद आहे, जो पहिल्या काळी आपल्याला अनुभवायला मिळायचा. मग आपले बाबा असो, आई असू किंवा मग आजी-आजोबा असू याच्यामध्ये काहीतरी वेगळंच नातं होतं. आता ते फार आपल्याला पाहायला मिळत नाही. तर नक्कीच मला वाटतं, की स्मार्टफोन नसेल, तर कुठेतरी नात्यावर फार मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आणि नक्कीच त्यामुळे आपल्याला मानसिक शांती, मनाला शांतता, कुठे काय होईल? ह्या गोष्टीची आपल्याला काहीही चिंता राहणार नाही. आणि नक्कीच मला वाटते जीवन हं
<laughs> मस्त. बाथरूममध्ये पण? अगदी नाही. अगदी खरं. खूप छान, खूप छान म्हणतात. अगदी खरं. वाह, वाह! खूप छान. तुम्ही खूप छान बोलताय की स्मार्टफोन नसेल तर तुम्ही कसं काय? कसं-कसं तुम्हाला छान वाटू शकतं, तुम्हाला मानसिक शांती भेटणार आहे. पण मला हे सांगा तुम्ही तुम्हाला मी एक अ, असा प्रसंग देतो की सकाळपासून तुमच्याकडे फोन नसणार. हां ना? तर तुमची सकाळ कशी होणार? मतलब फोन नसताना, नसल्यावरनं, जसं असं असतं ना, की फोन वे जवळ आहे, तर अलार्म वाजतो, त्याच्यामधून बातम्या येतात, न्यूज येते, या मग कोणाचा सोशल मीडियावर कंटेंट येतो, मित्र रील पाठवतात. या WhatsAppवर कोणाचा मेसेज येतो. तर तुमच्याकडे अगर 1 दिवस, मग मी तुम्हाला फोन देणार नाही. तर तुमची सकाळ कशी सुरू होणार?
<chuckles> अगदी. हो. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. <laughs> हं, हं. अ, अगदी, अगदी. अ, तुम्हाला सांगायला मला फार आनंद वाटतो की खरंच एक दिवस जर माझ्याकडं मोबाईल नसला तर माझी जी सकाळ आहे ना, ही माझ्या आयुष्यातली सर्वात सकाळ, सुंदर सकाळ मला कुठेतरी अनुभवायला मिळणार. कारण पहा, मी सकाळी कुठेतरी लवकर उठेल, अ, ब्रह्ममुहूर्तामध्ये त्यानंतर उठल्यानंतर अ, मी माझ्या शरीराकडे लक्ष देईल की जसं की पाणी पिईल, त्यानंतर योगासने करेल, त्यानंतर ध्यान असू, त्यानंतर अ, वेगवेगळे मेडिटेशन असू, त्यानंतर मग मी देवपूजा करेल, त्यानंतर मग कुटुंबासोबत अ, नाष्टा करेल, त्यानंतर अ, कुटुंबाला वेळ देईल, कुटुंबाच्या ज्या काही सुखा-दुखाच्या गोष्टी ते एकमेकांसोबत शेअर करील. तर मला वाटतं अशा प्रकारे जर माझ्याकडे एक दिवस जर स्मार्टफोन नसला, तर एकदम जी पहिल्या काळामध्ये सकाळ आपण कुठेतरी ऐकायचो किंवा पाहायचो, ती सकाळ कुठेतरी मी पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करील. आणि नक्कीच मला वाटतं सकाळी मी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वेळ घालीन, कारण निसर्गाशी जुळीन, कारण त्याकडून मला भरपूर साऱ्या अशा गोष्टी शिकायला मिळतील. तर मला वाटतं एकदम आनंदामध्ये, एकदम उत्साहाने आणि तितक्याच परफेक्ट टाइमटेबलनं मी माझी जी सकाळ आहे, ती एकदम चांगल्या प्रकारे अह आ, सुरुवात करीन आणि नक्कीच मला वाटतं आहे की त्यामुळे माझ्या जीवनावर, माझ्या आयुष्यावर, माझ्या मनावर आणि माझ्या नातेसंबंधावर त्याचा फार एक सकारात्मक मला फरक दिसून येईल. तर मला वाटतंय अशा प्रकारे मी जी माझी सकाळ आहे त्याची कुठेतरी मी नक्कीच मोबाईलशिवाय एकदम चांगल्या प्रकारे सुरुवात करील, असं मला वाटतंय.
अरे वाह! हां. हां. वाह! खूप छान, खूप छान सांगितलं तुम्ही की तुमची सकाळ मोबाईलविना कशी राहणार आहे. तर मला सांगा, कामावर किंवा कॉलेज किंवा कॉलेजमध्ये जायचं असतं, तर त्यावेळी सर्वात जास्त कोणत्या क्षणात फरक जाणवेल. असं वाटतं ना की ठीक आहे सर, आता तुम्ही म्हणालात की मला फोन नकोय. फोननी निसर्ग छान दिसतो, हे छान दिसतो, ते छान दिसतो. पण एक टाइम येतो ना, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की यार, अ, जो फोन आहे, तो आत्ता व्हायला पाहिजे होता, या मग अ, त्याची आता गरज आहे, तर तो कधी फरक जाणवतो तुम्हाला?
हां. हं, हं. हो. अह, नक्कीच-नक्कीच, पहा कसं आहे की मला वाटतंय फोनची गरज आहे. मी असं म्हणत नाही की फोनची गरज नाही. आजकालच्या बगल बदलत्या काळामध्ये प्रत्येकाला फोन तितकाच आवडीचा झाला आहे. तर मला वाटतंय की मोबाईलची जाणीव मला अगदी म्हणजे कॉलेज-लाईफपासूनच झाली होती. कसं आहे पहा, अ, पहिलं कसं होतं की एकमेकांचे जे कॉन्टॅक्ट होते ना, हे फार वेळ लागायचा कॉन्टॅक्टसाठी किंवा मग पत्रव्यवहार चालायचे. त्यानंतर पत्र यायला एखादा महिना लागायचा. मग कुठेतरी ती जी बातमी किंवा जे काही क्षण आहे, ते आपण लगेच कुठेतरी मिस करायचो किंवा मग त्याचा आनंद आपल्याला त्याच वेळी घेता येत नव्हता. परंतु आजकाल सर्वांकडे सोशल मीडिया झाला आहे, मोबाईल झाले आहेत. प्रत्येक जण एका क्षणामध्ये कुणालाही कॉल करू शकतं, अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यात. तर मला वाटतंय खरंच मोबाईलची गरज आहे, पण मोबाईलचा अति वापर नको. मला वाटतंय जर आपण मोबाईल निश्चितच काही कामापुरता युज केला, जसं की कॉलिंगसाठी असो किंवा मग महत्त्वाची माहिती शोधणं, त्यावर अभ्यास करणं. परंतु मला वाटतंय की आपण तासंतास एक रील पाहतो किंवा जे व्हिडिओ आपल्याला नाही पाहिजेत, ते व्हिडिओ पाहत बसतो. मला वाटतं ते कुठेतरी आपल्या मनावर, आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर एक फार मोठा नकारात्मक म्हणता येईल, आपल्याला प्रभाव टाकते, ज्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. आता पहा, जास्त मोबाईल पाळल्यामुळे अनेक आपल्याला आजार देखील होत आहेत, जसे की डोळ्यांचे आजार, पुन्हा बसून फॅट वाढायलेत. तुल्ल जे मुलं आहेत, यांच्यामध्ये जो लठ्ठपणा आहे, हा देखील कुठेतरी वाढत आहे. तर मला वाटायल की मोबाईल खरंच आता नको, कारण त्याची जेव्हा गरज होती, तेव्हाचे लोक त्याला अगदी गरजेपुरता वापरायचे. परंतु आता गरज नसताना देखील प्रत्येकाकडे ज जवळ मोबाईल झाला आहे. तर त्यामुळे कुठेतरी जे घरातले नाते, जे घरातलला अ, गोष्टी, हे एकुमेकांना सांगेना झालेत, शेअर करत नाहीत. त्यामुळे घरामधला घरामधला जो एकोपा आहे घरामधली जी म्हणता येईल एकता आहे, ही कुठेतरी कमी होत चाललेली आहे. आणि त्याचबरोबर आणि माणसाला त्याचबरोबर मानसिक त्रास हा खूप होत आहे. आपण पाहतोच, बरेच मुलं मोबाईलमुळे कुठेतरी पागलपणा किंवा त्यांना वेडेला वेडेपणा लागत आहे. ते सारखा गेम खेळत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अ, गोष्टी फॉलो करीत आहेत. तर मला वाटत आहे, मोबाईलचे काही फायदे आहेत, परंतु नुकसानच आपल्याला जास्त कुठेतरी पाहायला मिळतात हं.
हो. हो. अगदी खरं. तर थोडक्यात थोडक्यात सांगायला गेले अगर आपण तर मोबाईलचे आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भेटतात, हे ना? पण काय असतं ना, कधी-कधी आपल्याला वाटतं ना की यार, फोन गरजेचा आहे, कोणाशी बोलून घ्यायचंय, कोणाला अ, फोन करायचा आहे, तर त्या क्षणी आपल्याला फोन लागतो. तर मला सांगा की अगर तुम्हाला कोणाशी संवाद साधायचाय?
हो, हो. अगदी. हं, हं.
आणि तुम्ही त्यांच्याबरोबर WhatsAppवर, या मग नोटिफिकेशन वगैरे मतलब ते असतं ना, Instagram वगैरे चॅट वगैरे चाललेली आहे. आता तुम्ही फोन नाही ठेवला तुमच्याजवळ आणि नेमका तुम्हाला त्यांचा नंबर पण आठवण नाहीयेत. तर मग तुम्ही काय करतील त्या क्षणी? का की आजकाल हल्ली काय झालेलं आहे, की स्मार्टफोननी लोकांना एवढं आळशी करं केलंय ना, की लोकांना आपल्या बापाचा नंबर पण आठवण नस
हं, हं. हो, हो. <chuckles> हं, हं. अ, हो, हं.
आणि जरी आठवण राहिला, तर एखादा नंबर मिसमॅच होतोच होतो. तर तुम्ही मला सांगाल, मी तुम्हाला एक परिस्थिती देती दिली, की तुम्हाला अगर कोणी तुम्ही अडकला आणि तुम्ही फोन घरी ठेवला. तर मग तुम्हाला कोणाचा नंबर आठवण नाही. तर त्या क्षणी तुम्ही काय करणार?
<chuckles> न हो. नक्कीच नक्कीच. पहा, मी म्हटलं की फोन आपल्या आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु तिला आपण फार प्राधान्य द्यायला नाही पाहिजे, असं मी म्हटतो. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे, जर मला एखाद्याला भेटायचे, परंतु त्याचा नंबर किंवा मोबाईल नाही. तर नक्कीच मला वाटतं, की अशा वेळेस आपल्याला अ, त्याचे प्रत्यक्ष जाऊन भेट घेणंच अ, फार महत्त्वाचं असतं. कारण पहा, पहिल्या काळीदेखील कुठेतरी मोबाईल नव्हते. परंतु एखाद्याला जर भेटण्याची इच्छा झालीच तर तो काय करायचा, प्रत्यक्ष त्या व्यक्तीला भेटायला जायचा. मला वाटतंय, अगदी माझ्या घरापाशीचं माझ्या मित्राचं घर आहे. अगदी 1-2 घरं सोडून. तोदेखील कुठेतरी मला घरी अ, बोलायला येत नाही. अगदी तिथून देखील कॉल करतो. म्हणलं, हे मोबाईलनं माणसाला किती पागल किंवा वेडं बनवलय पाहा ना. अगदी त्याला दोन पावलं चालून मला प्रत्यक्ष माझी भेटदेखील कुठेतरी घेता येत नाही. तर मला वाटत कुठेतरी मग आम्ही एकमेकानां भेटत नाहीत. मग त्यामुळे जे आमची मित्रता आहे आणि जे नातं आहे ना आमचं, मग त्यामुळे ज्या आमच्या भावना आहेत ना, त्या एकमेकानां समजतच नाहीत, की मी काय म्हणालो त्याला? तो काय म्हणायलाय? आम्ही फक्त शाब्दिक मोबाईलवर बोलायलोत, मोबाईल वाटं परंतु ज्या भावना आहेत ना, त्या एकमेकानां कुठे पोहोचण्या झाल्यात. त्यासाठी मला वाटतंय आपल्याला प्रत्यक्ष यावं लागत आहे. प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागतात. त्यानंतर त्याच्या भावना काय आहेत माझ्याबद्दल? माझ्या काय आहेत? मला वाटत आहे, खरं त्याला संभाषण म्हणतेत. खरी त्याला प्रेम म्हणतात किंवा आपुलकी. मला वाटतंय असं केल्यावरच कुठेतरी नात्यामधला जो म्हणता येईल आपल् आपुलकी असू, विश्वास असू ह्या सर्व गोष्टी कुठेतरी वाढतात. आणि मला वाटतं आहे, नक्कीच आपणदेखील काय केलं पाहिजे. जर आपल्याकडे मोबाईल नसल, जरी असल, तरी बी आपण एखाद्या व्यक्तीला भेटायची इच्छा झाली, तर आपण त्याच्या घरी प्रत्यक्ष जाऊन, त्याला प्रत्यक्ष बोलायला पाहिजे. तर मला वाटतं त्या व्यक्तीला आपल्याबद्दलचं प्रेम कळतं. त्याला आपल्याबद्दलची भावना कळती. आपल्याबद्दलचे विचार कळतात आणि नक्कीच ते नातं आहे ना, हे कुठेतरी घट्ट होऊन जातं. तर मला वाटत आहे, ज्यावेळेस भावनांचा विषय येतो, ज्यावेळेस नात्याचा विषय येतो, ज्यावेळेस विश्वासाचा विषय येतो अशा वेळेस आपल्याला, कधी बी प्रत्यक्ष भेटच ही आपल्याला अ, चांगली ठरती मोबाईलपेक्षा. मला वाटतं मोबाईल थ्रू आपण नुसत्या संभाषण करतोच. परंतु आपण भावना व्यक्त करू शकत नाहीत. तर त्यासाठी
<chuckles> हां. अगदी. आह. वाह, वाह! वाह वाह! मस्त. खूप छान. आणि त्याच्यामध्ये हे पण असतं ना, की तुम्ही जेव्हा WhatsAppवर किंवा चॅटवर मेसेज पाठवता. त्याच्यामध्ये फक्त संभाषण पोहचतो. तुमची भावना नाही पोहचत आणि जेव्हा भावनाच नाही पोहोचली, तर मग तुम्ही त्याला कसं समजवणार आहे? की ते तुमच्या छानसाठी आहे, का वाईट अ, झालं तुमच्याबरोबर? तर तुम्ही कसं त्याला अगर तुम्हाला कोणाला सांत सांत्वना द्यायची. तुमच्या भा शब्दांमध्ये भावना पाहिजे. आता त्या शब्दांमध्ये भावना ती चॅट पुर्ण नाही पोहचू शकत. खूप छान म्हणाला, की मी प्रत्यक्षात जाऊन भेटू शकतो. खूप छान. मस्तपैकी तुम्ही बोलला, की आपल्याला एवढं नाही करायला पाहिजे की स्मार्टफोन आपल्या जीवन कंट्रोल करायला लागेल.
हो, हो. हं, हं. हो, हो. अगदी, अगदी. अगदी. हो, त्याला काहीच अर्थ नाही. हो. <chuckles> नक्की. हो. <chuckles> अगदी. <chuckles> हां, आति नाही हं.
अगदी खरं तर मला एक सांगा, की एखादी छोटी प्रयोग म्हणून एक दिवस किंवा अर्धा दिवस फोन न ठेवून पाहिलात तर काय बदल दिसत असं वाटतं, की लोकांनी अ, असं वाटतं ना, की मी एकदा ट्राय करून बघतो, की मी डिजिटल डिटॉक्स करून घेतो. नाहीतर मी फोनच वापरणार नाही याम एक असा स्मार्टफोनच्या जागी मी कीपॅड फोन वापरू, तर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहे असं?
नक्कीच. हो, हो, हो. <laughs> नक्कीच हो, हो. अरे! नक्कीच, नक्कीच. पहा, पहिली गोष्ट म्हणजे माझ्या जीवनात बदल घटल घडेल ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला शांत झोप लागेल. कारण पहा आज-काल पाहतोत आपण, की 90% लोकाला झोपच नाही. पहा ना, तुम्ही रात्री 1-1 वाजेपर्यंत पाहतो तो पांघरून घेऊन म्हणा किंवा ब्लँकेट तो घेऊन त्याच्यामध्ये मोबाईल बघत बसलेला असतो म्हंटल्यावर किती त्या मोबाईलनं माझ म्हणजे व्यक्तीला, किती त्या व्यक्ती त्या मोबाईलच्या आहारी गेला किंवा त्या जाळ्यात किती अडकलाय बरं हो. मी म्हणतो, की कसं असते मोबाईलचा वापर फक्त तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा करा ना. मी असं पूर्ण मोबाईलच्या विरोधात नाही. नक्कीच मला वाटतं, की जीवनामध्ये फार सारा असा बदल घडतो. ती म्हणजे मला शांत झोप लागेल. त्यानंतर मी माझा जो वेळ आहे, जो मी मोबाईलला देणार होतो, तेव्हा मी कुठेतरी माझा छंदला देईन. जे माझे छंद आहेत ह्याला कुठेतरी जोपासेल आणि नक्कीच मला वाटतं मी त्या वेळेमध्ये काही ना काहीतरी नवीन-नवीन गोष्टी शिकन. तो वेळ मला कुठेतरी शिकण्यासाठी कामाला येईल. तर मला वाटतंय, त्या वेळेमध्ये मी अगदी ज्या गोष्टी मी शिकलो नाही किंवा ज्या गोष्टी मी बालपणामध्ये कुठेतरी मिस केल्या त्या गोष्टी पुन्हा ते मी त्या त्यावेळेस शिकन. मी आई-वडिलांशी, आजी-आजोबांशी गप्पा मारेन. पहा ना, कारण आज-काल कसं झालंय, की मुले आजी-आजोबा असू, आई-वडील असू, ह्यांच्याशी फार कमी मी कनेक्ट होत आहेत. तर नक्कीच मला वाटतंय, की त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचे जे विचार आहेत हे कुठेतरी आपल्याला समजत नाहीत. त्यांच्या ज्या परंपरा आहेत. तर मला वाटतंय नक्कीच मी माझ्या आजी-आजोबांना वेळ देईन. त्यांचं जे काही आयुष्य झाले किंवा जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये घटना झाल्या किंवा प्रसंग ते सर्व काही त्यांच्यातून जाणून घेईन. त्यानंतर मी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जाईल. त्या ठिकाणाची माहिती घेईन आणि एकदम आनंदामध्ये त्यांच्याशी बोलू. तर मला वाटतंय अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये बदल घडेल आणि नक्कीच एक मनामध्ये सकारात्मकता मिळेल. आणि खरंच मला वाटतंय, की त्या मोबाईल नसल्यामुळे माझा दिवस तो आयुष्यातला सर्वात सुंदर आणि मला वाटतंय, की सर्वात चांगला दिवस जाईल असं मला नक्कीच वाटतं.
वाह! अरे बापरे! <laughs> हां, हां, अगदी, अगदी. अगदी खरं. वाह! खूप छान खूप छान सांगितलं तुम्ही, की अगर जीवनामध्ये आपल्या एक दिवस तरी अ, अगर स्मार्टफोन नाहीये. तर आपलं जीवन किती छान, शांत आणि व्यवस्थित होऊ शकतो. तर मला नक्कीच अ, तुमच्याशी बोलण्यामध्ये खूप छान वाटलं आणि मी प्रयत्न करीन, की कमीत कमी अ, जो रविवार असतो त्याच्या त्या दिवशी फोन नाही वापरू आणि त्याला दूर ठेवता, की माझी झोप छान हो आणि माझ्या मनाला शांतता भेटे. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून आणि खूप छानशी सांगून दिलं तुम्ही, की आपण काय काय करू शकतो? स्मार्टफोन दूर करण्यासाठी. खूप मज्जा आली तुमच्याशी बोलून, खूप-खूप मनापासून आभार तुमचा आपण परत नक्की भेटूया. खूप-खूप धन्यवाद.
<chuckles> हो. <chuckles> नक्की. <chuckles> हो, हो, अगदी-अगदी. <chuckles> नक्कीच. <chuckles> नक्कीच-नक्कीच. मला देखील खरंच तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. चालेल-चालेल भेटूया पुन्हा एकदा. तुमचे पण खूप-खूप आभार. चालेल-चालेल धन्यवाद.
<chuckles> हो, नक्की भेटूया. धन्यवाद.